हो, नक्कीच अ, कारण की मी एक कॉलेज स्टुडंट आहे. त्यामुळे तसं माझं ऑनलाईन क्लासेस वगैरे होतच राहतात. पण नुकतंच आत्ता जो कोरोना झाला होता, तेव्हाच माझे कॉलेजेस चालू होते आणि ते कॉलेज सगळंच बंद होतं. मग तेव्हा आम्हाला ऑनलाईन अ, एज्युकेशन करावं लागलं. मग त्यामध्ये काय व्हायचं, ऑनलाईन असं वाटलं की अरे वाह! किती छान घरी बसून कुठे जायचं टेन्शन नाही, ट्रॅव्हलिंगचं टेन्शन नाही, लिहायचं टेन्शन नाही एवढे बु बुक्स की प्रोजेक्ट कंप्लीट करून द्यावे लागायचे. तर ते सगळं काम वाचलं म्हटलं ठीक आहे आता आपण आपल्या सोयीनुसार फक्त उठायचं, जेव्हा लेक्चर असेल आ लेक्चर अटेंड करायचं, खायचं, प्यायचं, बसायचं. असं मज्जा वाटली. पण अ, जेव्हा
अच्छा. हं, हं. अरे वाह! हं. हं, हं. अच्छा. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. <chuckles>
जेव्हा ते जॉइन केलं, 1-2 दिवस छान वाटलं नाही का. पण काय व्हायचं ऑनलाईन ह्याच्यामध्ये अ, जे शिक्षक शिकवतात ते कधी-कधी त्यांचा आवाज ब्रेक व्हायचा किंवा आम्हाला अ, आम्हाला नीट कनेक्ट नेटवर्क इशू यायचा, तर त्यामुळे ते क्लास अटेंड व्हायचे किंवा कधी-कधी नाही पण व्हायचे. तर अ, त्यामध्ये खूप अडचणी वगैरे निर्माण अ, झालेत की जसं
हं, हं. अच्छा. हं, हं. मग काय व्हायचं नेमकं? ते कशा अडचणी होत्या बरं?
हां, तर कसं ते जसं शिकायला पाहिजे तसं शिकायला मिळालं नाही. कारण की ऑनलाईनमध्ये कसं खूप अ, सारे विद्यार्थी होते, त्यामुळे अ, मॅडम सगळ्यांचे प्रश्न एका तासामध्ये कव्हर नाही व्हायचे. तर अ, ते कधी-कधी कोणाचं जे प्रॉब्लेम असेल, ते तसंच राहून जायचं आणि अ, नेटवर्क इशू आला, तर काय चाललं आहे ते मध्येच कट होऊन जायचं. त्यामुळे नेमकं विषय कुठला आहे? काय आहे? कोणते टीचर अव्हेलेबल आहेत? ते पण नाही समजायचं. आणि कधी-कधी लाईट वगैरे गेली किंवा कंप्युटर जर चालू नाही झालं. मोबाईलवर असेल तर ठीक आहे, बेस्ट आहे, पण कधी-कधी लाईटचे पण इशू वा यायचे. तेव्हा मग आम्हाला कनेक्ट करता यायचं नाही. आणि काय आहे जेव्हा आपण ऑफलाईन शिकतो ना, तेव्हा आपण शिक्षकाला किती पण वेळा विचारू शकतो किती पण वेळा त्यांना ते सांगतात, समजून सांगतात. पण ऑनलाईनमध्ये तसं नव्हतं.
अच्छा. हं, हं. अच्छा. ओके. हं, हं. हो, हो. अच्छा. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. तर मला हे सांगू शकता का? तुम्हाला नेमकं ज्या सोप्या गोष्टी वाटल्या त्या नेमकं कोणत्या होत्या ऑनलाईन शिक्षणामध्ये किंवा तुम्हाला त्या खूपच आवडल्यात, अशा काही नेमकं?
मग अशा सगळ्या गोष्टी हां, त्यामध्ये कसं की